नाही मागवल्यावर, कारण आधी दिसायचा काही स्कोप नव्हता. त्यांचे किचन अ, आपल्यासारखे लाईव्ह नसतात.
अरे रे रे! ओके.
क्लोज्ड किचन असतात. तर अ, आपण
अच्छा. मग काय ते पण खावं लागलं?
नाही खाल्लं आम्ही. <giggles>
मग टाकून दिलं?
हो, आम्ही टाकून दिलं.
अच्छा. मग त्या त्यानंतर काय पुढे-पाठी कुठे काय खाल्लं होतं का? पोट कसं?
नाही. मग त्याच्याच बाजूला एक इंडियन रेस्टॉरंट आम्हाला दिसलं. जिथे पंजाबी अ, छोले आणि असा वगैरे त्यांचा मेनू होता. तिथे आम्हाला ती माणसं इंडियन दिसल्यावर आम्हाला इतकं म्हणजे आम्ही सुटकेचा निश्वास टाकला ना
अच्छा! एकदम बरं वाटलं असेल, अरे ॲटलीस्ट पोट जेवायला तरी मिळणार आहे आता. <chuckles>
निदान हो आणि मग तिकडे आपलं नॉर्मल फूड आम्ही खाल्लं की अ, जीरा राईस छोले किंवा छोले भटुरे, असं आणि मग मस्त एक ताक भरून त्यांचं अ, अ, म्हणजे एक पेला भरून ताक वगैरे असं सगळं पिऊन आम्ही असा, छान तृप्तीचा ढेकर दिला शेवटी. <chuckles>
मस्त एकदम मस्त! हं. म्हणजे एकंदरीत त्या भाज्या होत्या काय? जे म्हणजे दोनदा तुम्हाला भेटल्या एकदा त्या हॉटडॉगमध्ये आणि अ, काय नाही ग्रिल्ड सँडविच ना? ग्रिल्ड सँडविचमध्ये आणि ज ब्रेड हॉटडॉगसारखा होता, हां.
हो. हो, ग्रिल सँडविच आणि त्या भाज्यांचा मला आजही काही अ, पत्ता लागलेला नाही आहे की त्या काय प्रकारच्या भाज्या होत्या? आणि मला असं वाटतं की त्या इतक्या डेंजर होत्या ना म्हणून तिथ तिथली लोकं व्हेजिटेरियन नाही आहेत.

त्यांना वाटलं आम्ही कोणत्यातरी पदार्थाची ऑर्डर देतोय.
अरे बापरे! असं. अच्छा, अच्छा, अच्छा.
त्यांना ते पण नाही कळलं. मग अ, आम्ही असं बोट दाखवलं फॅन आणि मग आम्ही असा बोट गोल-गोल फिरवलं फॅन फिरवा, फॅन फिरवा असं. मग त्यांना कळलं, की फॅन लावायचाय. सो
हां. तर मग त्यांना कळलं. अच्छा. मग अशा हॉटेलमध्ये कसे काय गेला जिथे तुम्हाला अ, बोलताच येणार नाही, कम्युनिकेट करता येणार नाही. म्हणजे तुम्ही गाईड वगैरे काय वापरला नाही का नवीन देशामध्ये?
नाही. अ‍ॅक्चुअली. नाही. आता अ, ते कसं झालं होतं, की बालीमध्ये अ, त्यांची हॉस्पिटॅलिटी एक नंबर आहे.
अच्छा.
पण अ, आता जे तिथले जे वेटर्स आहेत ना.
हं, हं.
त्यांना ती भाषा कळत नाही खरं तर. मग आमच्या मदतीला दुसरे जण आले आणि त्यांनी आम्हाला मेनू एक्सप्लेन केला इंग्लिशमधनं आणि मग आम्ही त्यांना सांगितलं, की आम्ही काय-काय खाऊ शकतो. मग आम्ही लिटरली कॉफी आणि अं, ब्रेड बटर टोस्ट एवढाच आमचा ब्रेकफास्ट झाला कारण बाकी सगळं त्यांच्याकडे नॉनव्हेजिटेरियन होतं. सो तो दिवस गेला, तो दिवस गेला. तो डिजास्ट्रेस नव्हता. पण आम्ही फिरायला गेलेलो असताना एका रँडम कोणता तरी छान दिसला आम्हाला एका रेस्टॉरंटचा एम्बियन्स म्हणून आम्ही आतमध्ये घुसलो आणि तिकडे जो काही आम्ही ग्रिल्ड सँडविच ऑर्डर केलं होतं, वेज ग्रिल्ड सँडविच आणि आम्ही मेन्शन केलं विथआऊट एग कारण तोपर्यंत आम्हाला कळलेलं, की ह्यांच्याकडे हां, अँड दे कॉल पिपल एगिटेरियन्स नॉट व्हेजिटेरियन्स असं.
अच्छा. अरे बापरे! नॉनवेज होतं. मग पोट भरलं का तेवढ्याने? ओके. लांब. अच्छा. हां. हं, हं. अच्छा. अच्छा. की एग पण वेज असतं. ओके. ओके.
सो मग तोपर्यंत आम्ही हे ऑर्डर केलं. बापरे! ते जे काही सँडविच आलं होतं. भयंकर होतं ते सँडविच म्हणजे
काय होतं नक्की म्हणजे असं काय झालं, की म्हणजे काय होतं काय त्यात?